क्या बात! मग रुटीन बदलल्यावर पण फरक पडतो का? तुम्हाला काय वाटतं?
हां. हो, हो, हो. रुटीन बदलल्या पण अ, त्याचा फरक पडतो. बघा कसं असते ना की अ, सृजनशीलता आहे ना विशिष्ट वेळेतच येते असं नाही आहे, प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट वेळ असू शकते. आता मला कसं आहे मला रात्री अ, 1:00-1:30 वाजला, की पूर्ण स्वत शांतता पसरली, की नंतर माझ्या अंगातली ती क्रिएटिव्हिटी जागी होते.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर, हो. <chuckles> अच्छा तो रायटर जागी होतो वाटतं. <chuckles> हो, हो, हो. हं, हं, हं.
कोणा-कोणाची सकाळी-सकाळी जागी होते, आहे ना? कोणाची दुपारी होते असं आहे. म्हणजे त्याची विशिष्ट वेळ असतो त्याची असं वेळ बदलली, की पण होतो त्या गोष्टी सर्व.
हं, हं, हं, हं, हं. अ, नाही खरंच एकंदरीत खूपच अशी सुंदर माहिती दिली आहे तुम्ही आणि मला तुमच्या बोलण्याची शैली इतकी आवडली ना, असं वाटत होतं, की अ, तुम्ही बोलतानाच तुमचे काही अडथळे नाही आले आणि खूप खूप छान वाटलं मला तुमच्याशी संवाद साधून. नक्कीच तुमच्याशी आणखीन विषयावरही संवाद करायला आवडेल. तुमचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्य
असं असतं. <laughs> हां, हां, हां. अरे. नक्कीच. नक्कीच-क्कीच. मला पण खूप छान वाटलं आणि माझ्या ज्या पण अ, काही गोष्टी मी विसरल्यासारख्या मला वाटत होत्या त्या तुमच्या बोलण्यामुळे पण मला सर्व गोष्टी आठवल्या आणि अजून मला तुमच्याकडून पण ते प्रश्न आले ना त्यानुसार मला उत्तर आठवले आणि ते पण मी शिकलो काहीतरी तिच्यातून. खूप छान वाटलं मला पण तुमच्यासोबत बोलून अ, आनंद आला मला खूप छान वाटलं. धन्यवाद, धन्यवाद.
हं, हं. हं. <chuckles> हां. <chuckles> हं. हं, हं, हो, हो. क्या बात है. हं. तुमचेही धन्यवाद. धन्य